नक्कीच. तर मला असं वाटलं, की आता माझ्या घरात तर कसं आहे ना, अ, मी स्वतःच जास्त मोबाईल वापरायची आणि मग त्यांनी मला मदत केली, की तू हे नको करूस. ह्यावेळेला हे कर, असं. आणि एकदम म्हणतात ना, आपल्या घरात एक असतं प्राणी किंवा मोबाईल जास्त वापरत असतो आणि त्याला खूप जण सगळे बडबडत असतात. तर ते मी होते आणि मग मला हां, तर मग त्याच्यामुळे मला असं वाटलं, की आता बस्स एवढे सगळे बडबडतायत मला आणि मग मला बोलायचे, "घरात कोण पाहुणे आले आणि तू जर हातात फोन घेतलास आणि त्यांच्याशी बोलली नाहीस ना, तर मग इंटरनेटचा रिचार्जच नाही आम्ही मारणार. मग तू काय करायचं ते कर, नाहीतर तुला म्हटलं काय हेच नाही कळत." हां, असं एकदम म्हणजे "तुला बघ आता मग काय कुठे घेऊन पण नाही आम्ही जाणार आणि मग काय देणार पण नाही असं-तसं. म्हणजे तू बोलायलाच रेडी होत नाही आहेस थोडं बोलना!" म्हटलं, "अहो काय बोलणार? काय बोलायचं त्यांच्यासोबत?" जरा म्हटलं म्हटलं, "बोलायचं नॉर्मली हाक मारायची," असं-तसं आणि मग त्यामुळे त्यांनी मला खूप फोर्स केला आणि मग नंतर मी मग ती सवय मला झाली आणि मग म्हटलं, "चला ठीक आहे." मग ते फोन साइडला ठेवून थोडंसं त तिथं बसायची, काय बोलायची तर नाही, पण फक्त हसायची वगैरे असं सगळं चालू हसायचं माझं. हो.
हं, हं. <chuckles> सो स्वीट. हं, हं. हं, हं, हं, हं. हं, हं, हं. अच्छा. ते तुम्हीच. अच्छा. हं, हं. हं, हं. हं, हं. हं, हं. अरे! <chuckles> म्हणजे स्वीट धमकी. एकदम स्वीट धमकी. <chuckles> हं, हं, हं. हं, हं. अच्छा. हं, हं. हं, हं. बरोबर. हं, हं. हं, हं. <chuckles> हां, हां. तर मग आता बघा ना, असंही होतं ना, की अ, आता बघा आपण नेहमी अ, ऑफिसमध्ये असतो आपण लॅपटॉपवर अ, काम करतो. तर मग त्यामध्येही आपल्याला डिजिटल विश्रांतीची गरज असते. आणि मग तेव्हा तुम्ही काय करता? जसं की आपण एक छोटे-छोटे ब्रेक घेत असतो, लॅपटॉप बंद करतो, साइडला जातो. तर मग तुम्ही आता त्या आहे, की कंटिन्यू काही लोकांना सवय असते ना, की नाही काम आहे म्हणजे आपल्याला पूर्ण लॅपटॉपवर जायचंय. आणि अ, मग ज्यांना विश्रांती घ्यायची असतात, ते लोकांना समजतं, की नाही डिजिटल विश्रांतीची गरज आहे म्हणून ते लोक थोडं-थोडं ब्रेक घेतात, एक राउंड मारतात, चहा-कॉफी घेतात. मग तुम्हीही असं काही करतात का?
हो, हो. बरोबर. हो. हं. हं, हं. बरोब

अगदीच, अगदीच. तर मग आता असं होतं ना की आपण कधी-कधी आहे ना, असं होतं की अ, बघा ना हातामध्ये मोबाईल असेल, तर एखादी रील बघतोय. आणि ती 1 बघता-बघता कधी एक अ, 15 मिनिटं 1 तास आणि 2 तास निघून जाता हेही कळत नाही. आणि जे की कसं हां आणि आपला मोबाईल आपल्या बाजूला असेल, जरी आपण कामात आहे ऑफिस वर्क आहे, ते नोटिफिकेशन आलं ना लगेच आपली तिथे नजर जाते आणि परत मग आपण बघतो कोणाचा मेसेज आला आहे. काही इम्पोर्टंट असेल तर आपण बघतो. किंवा मग आपल्या ना मोस्टली मुलींसाठी तर एक असतंच की थोडं Amazon, स्वी अ, Amazon असू शकतो, Flipkart, मिंत्राचे पार्सलचंही अपडेट्स येतच असतात, की अरे माझं पार्सल आलंय. तर मग ह्या सगळ्या गोष्टी कशा तुम्ही कमी केल्या, हे डिजिटल विश्रांतीसाठी, हं?
बरोबर. हो ना. असंच व्हायचं माझं. हं. हं. बरोबर. बरो हं. हं. हो ना, सारखं-सारखं. कुठे? हं. तर मी काय केलं माहितीये? मला इतका कंटाळा यायला लागला आणि तुम्ही जसं म्हणालात, की सतत ते आपले नोटिफिकेशन ही डील आहे Amazonला, ही आहे Myntraला, Myntra सेल आहे वॉ कपड्यांचा किंवा काय-काय सगळे असे भरपूर आणि बघा ना आपण जे प्रॉडक्ट घेतलेलं असतं ना कधी, ते पण आपल्याला मेसेज करत असतात. मग ते असं कंटाळा येतो की काय एवढं मी घेतलंय आणि कधी-कधी आपल्याला वाटतं, एवढं सगळं घेऊन तर माझे पैसे तर गेलेत, टाईम पण गेला आणि सगळ्यात काय, त्याचा रिझल्ट पण नाही आला. मग त्या सगळ्या गोष्टी आपल्याला आठवल्या ना एखादी वेळेस, म्हणजे हॅमर्स करत असतात त्या एक डोक्याला आपल्या की हे सगळं. तर मग मी विचार केला की "नको बस्स, आता फक्त हा जो फोन आहे तो नॉर्मल WhatsApp मेसेज आणि कॉल आणि काय इमेल बघायला युज केला पाहिजे." मग त्यासाठी मी काय केलं आणि Snapchatवर पण मला खूप सवय होती ती बघायची सगळ्यांची Snap. तर मी सर्वात पहिलं केलं की हो आणि मला पण सवय होती सगळ्यांना पाठवायची. तर मग मी अशी सवय केली, की बाबा नोटिफिकेशन्स आपण बंद करूयात, जेणेकरून जे काही टेन्शनच नाही होणार आणि मग जेवताना पण फोन वापरा आणि मग हळू-हळू म्हणजे 10 मिनिटाचं जेवायला मला अर्धा-पाऊण तास लागायचा. आणि मग मला अशी सवय होती की मला पटापट जेवायची सवय होती. म्हणजे पटापट जेवलंच आणि झालं. पण ते बघता-बघता मला इतका टाईम लागायला लागला आणि मला ते बिलकुल नाही आवडायचं स्लो-स्लो जेवण. मीच सगळ्यांना बोलायची आणि नंतर माझच असं झालं की एकदमच स्लो-स्लो जेवायला लागले. आणि त्यामुळे मग फोन असायचा आणि मग कसं असतं की त्यामुळे मग मी ठरवलं की नाही जेवताना आपण फोन नाही वापरायचा आणि जेव्हा रात्री झोपायला जाऊ, तेव्हा एकंदरीत ती सवय होती रील बघायची आणि मग कधीही 10:00चे 2:00-3:00 वाजतात ते कळायचं पण नाही. आणि बघत काय असायची तर मग ते फूडच्या रील्स मी <chuckles> काय कोण बनव नाही मेकअप रिअल तर हां, ते तर नाही बघायची. माझं असं असतं की मी फूडी असल्यामुळे हां, फॅशन ट्रेंड नाही म्हणू शकत मी काय बघायची माहिती रात्री तुम्हाला सांगते, जे आपलं फूड असतं ना काय सँडविचेस किंवा काय असं कोणी टाकत असतं तसं बघ ते बघायची आणि अशी जुनी ओल्ड जी सॉन्ग जे मग 90sचे सॉन्ग्स मला आवडतात ते बघायची आणि मग काही-काही जे असे असतात ना, ते चांगले असे वाटते किंवा सिरिअल्सचे ॲडव्हर्टाइज जुन्या वगैरे असं मी काहीही बघत असायची रँडमली. पण मग ह्या गोष्टी
हं, हं. हं, हं. हं, हं. हं, हं, हं. हं, हं. हं. हं. हं, हं. <laughs> हं, हं, हं. <chuckles> हं, हं, हं. हं, हं, हं, अगदी, अगदी. हो, हो. हं, हं. बरोबर. हं, हं प्रत्येक अपडेट्स, हं, हं. <laughs> हं, हं, हं. हं, हं, हं. क्या बात है हं, हं. हं, हं. अरे अच्छा. हं, हं. हं, हं. हं, हं. हं, हं, हं. हं. बरोबर. हं, हं. हं, हं, हं. हं, बरोबर. हं, हं. मेकअप ट्युटोरियल्स वगैरे, फॅशन ट्रेंड्स. फॅशन ट्रेंड? हां, हां. <chuckles> हां, हां. <laughs> हां, हां. अच्छा. हं, हं, हं. हं, हं, हं. म्हणजे ते अल्गोरिथम कदाचित तेच कनेक्ट करत असेल जे तुम्ही बघताय.
हां,

माझं कसं आहे ना मी तर म खूप ब्रेक घेते, कारण का मला 1 तास असं जागेवर मी बसूच शकत नाही एकदम स्थिर असं. मला नाही आवडत आणि म्हणजे पाय खूप दुखतात बाबा, असं म्हणजे बघितलं ना आपण म्हणजे कसं ट्रॅव्हलिंगमध्ये बसायचं परत अ, आल्यावर बसायचं, ते पण 9-9 तास. उभं राहून तर आपण काम करत नाही आणि जर आपण कुठे फिरत बसलो, तर आपलं काम पण होणार नाही म्हणजे आपण कंपल्सरी 9 अवर्स बस बसत बसूनच असतो. तर माझं असं आहे की 1 तास झाला ना की मी एक 10 मिनिटाचा ब्रेक घेते आणि परत असं राउंड मारून येते. आणि कारण का मला कंटाळा येतो एकाच ठिकाणी खूप वेळ बसायला. आणि अ, त्याच्यामुळे मला अशी सवय आहे की मध्ये-मध्ये मग उभं राहून पण मी काम करते थोडा वेळ 5-10 मिनिटं मग सगळे म्हणतात, "काय झालं उभी का आहेस?" मी म्हटलं "असंच कंटाळा येतो." मग तशी विश्रांती मी घेत असते आणि मग सतत ते मोबाईल आणि अ, लॅपटॉपमध्ये मला नाही आवडत. मग काहीतरी अ, कॉफी प्या किंवा मग ग्रीन टी, लेमन टी, हे सगळं चालू असतं आणि मग नाहीतर मग एकदमच थकून गेली ना, तर मग असे डोळे मिटायचे शांत 2 मिनिट आणि असं शांत आपल्या
हं, हं. <laughs> अच्छा. ओके. हं, हं. हं. बरोबर. अगदीच, अगदीच. हो, हो. हं, हं. उम्म, क्या बात है! हं, हं. हं. हं, हं. <chuckles> हं, हं, हं. हं, हं, हं. बरोबर. आणि तेव्हा मोबाईललाही साइडला ठेवतात मग.
येस येस. मोबाईलला पण साइडला ठेवायचा आणि ओ डोळे शांत मिटून आपल्या चेअरवर जरा असं पडायचं. हां, 2 मिनिटं. हां.
हं, हं. उम्म, पडून राहायचं. <chuckles> अच्छा अच्छा. तर मग आता जेव्हा तुम्ही हे अ, म्हणजे स्वतःला एक विश्रांती दिली होती तुम्ही डिजिटल विश्रांती. तेव्हा मग तुम्ही छोटे-छोटे स्टेप्स असे काय उचलले होते ते की जेणेकरून तुम्हाला खूप चांगली मदत झाली होती? काही सांगाल का याच्याबद्दल?
हं. नक्कीच. तर मला असं वाटतं की अ, मी तर पहिलं फोन नोटिफिकेशन बंद केलं. त्याच्यानंतर जेवताना अजिबात फोन टेबलावर म्हणजे नाही ठेवायचा आणि घ्यायचा पण नाही, ब्रेकफास्ट करताना पण नाही. सकाळी उठल्यानंतर बिलकुल फोन नाही वापरायचा आणि रात्री झोप म्हणजे जोपर्यंत आपण रेडी होत नाही ना, तोपर्यंत फोन नाही वापरायचा. आणि संध्याकाळी झोपताना म्हणजे फोन नाहीच वापरायचा म्हणजे झोपण्याच्या आधी आणि मग ह्या सगळ्या गोष्टी मी केल्या. आणि नोटिफिकेशन बंद केल्याने तर माझी खूप मी तर म्हणेन अ, म्हणजे चांगलं झालं की म्हणजे ती राहायला लागली ना मी फोनच्या शिवाय, त्यामुळे आता असं नाहीये की म्हणजे पाहिजेच फोन. असला तरी ओके, नसला तरी ओके. फक्त जस्ट फोन करा तेव्हा मी उचलेन असं माझं झालेलं आहे. आणि फोन मला आता वाटतंय आजकाल फक्त आपल्या घरातल्यांचे आणि समजा काही ऑफिसचं काम असेल, ते येतात त्यामुळे इत आणि घरातले तर सोबतच असतात आपल्या आणि मग ऑफिसचं काय असेल तर. आणि त्यांना पण लिमिटेशन ठेवलंय की 7:00 नंतर नका तुम्ही मला फोन करू, कारण मग आपल्याला डिजिटल विश्रांतीची गरज असते. असं.
क्या बात है. हं, हं. हं, हं. हं, हं. ओके. हं, हं. हं, हं. हं, हं. हं, हं. हं, हं. हं. हं. हं, हं, हं. हं. हं, हं. बरोबर. क्या हं, हं. हं, हं, हं. बरोबर. हं, हं. <chuckles> नाही मी तेच तुम्हाला विचारणार होतो आता की कसं असतं ना, की आपल्या बॉस किंवा ऑफिसवाल्यांना असं वाटतं की आपण 24 तास काम करतोय. त्यांना असं वाटतं आपल्याला आहे ना 24 तासाचा ते पगार देतात. तर मग 7:00-08:00 वाजल्याच्या नंतर जेव्हा तुमचं ऑफिस काम संपतं आणि जेव्हा तुम्ही घरी येतात, मग बॉस लोक जे ग्रुपमध्ये मेसेजेस टाकतात, "अरे ही हे ईमेल करायचे आहेत. किंवा ही फाइल पाठवायची आहे, हे प्रेझेंटेशन मला शेअर कर." मग तेव्हा तुम्ही आता डायरेक्ट कट ऑफ करून टाकलंय, "नाही, ऑफिसचं ऑफिसमध्ये!"? की आताही तुम्ही कधी गरजेचं असलं तर करतात?
हं. बरोबर. हो ना. पगार देतात.